अं, मला आवड एक्चुअली तशी उपजतच होती, पण ती आवड ना माझ्या आईने ताडली. म्हणजे आई मला मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे अशी कधी रिकामी नाही ठेवायची. आमच्याच बिल्डिंगमध्ये एक अ, रेचेल आंटी म्हणून होत्या. त्या ना असे क्राफ्टचे वगैरे क्लासेस घ्यायच्या, म्हणजे मस्त असे एन्व्हलप्स बनवायला शिकवायच्या. मग अ, क्विलिंग करायला शिकवायच्या, मग कॅन्डल्स बनवायला शिकवायच्या आणि मग हां.
हां. हां. अच्छा. हां. हां. अरे, वाह! कॅन्डल्स म्हणजे अ, मेणाच्या कॅन्डल्स का?
हो, हो, हो, हो. वॅक्स कॅन्डल्स बनवायला शिकवायच्या. हो, सोप मेकिंग शिकवायच्या, मग त्याच्यानंतर अं, असे अ, पेपर रोजेस पण ते पंच मशीन वापरून, असे पेपर रोज मग अ, त्याच्याने ग्रीटिंग कार्ड्स, मग त्याच्या मोठ्या-मोठ्या फ्रेम्स, असं सगळं अ, शिकवायच्या आणि मी ते शिकायचे हो. खूप, खूप, खूप हो, आणि मी ते शिकायचे आणि शिकून अ, मी ते वापरायचे पण म्हणजे माझ्याकडे काही उरायचं पण नाही. म्हणजे असे गिफ्ट बॉक्सेस वगैरे केलेले असतील, तर आई मुद्दाम ऑफिसमध्ये घेऊन जायची. त्याच्यात छोटे-छोटे असायचे, मग तिच्या ऑफिसमधल्या कलीग्सच्या मुलांना वगैरे, वाढदिवसाला ती त्याच्यामध्ये चॉकलेट्स टाकून द्यायची. मग मी रंगवलेल्या पणत्या म्हणजे मी पणत्या रंगवायलाही त्यांच्याकडनंच शिकले. तर अ, त्या मी रंगवलेल्या पणत्या ती दिवाळी गिफ्ट म्हणून ऑफिसमध्ये द्यायची. मग अ, माझं थोडंसं कौतुक व्हायचं. <chuckles> की हां, मग मला आवडायचं मग मला असं व्हायचं, की कधी मे महिना येतोय आणि मी पुन्हा रेचेल मिसकडे जाऊन अ, सगळ्या नवीन-नवीन वस्तू करतीये असं. मग अ, अशा अ, म्हणजे अशी बरीच वेळ आली, की अ, कधी म्हणजे अ, गॅप्स झाले, फायनान्शियल गॅप्स पडले लग्नानंतर, की मला काही काम नसायचं किंवा नव्हतं. मग नंतर प्रेग्नन्सीचा ब्रेक गेला. मग त्या वेळामध्ये
अरे वाह! म्हणजे काहीतरी वेगळं ना हां. अरे. हां म्हणजे अरे! खूपच सुंदर म्हणजे असं क्रिएटिव्ह काहीतरी म्हणजे होते ना, हां. हां. हां. हो. हां. हो का. हां. अरे, वाह! मस्तच आयडिया छान आहे. हो, हो. <chuckles> मग बरं वाटतं ना, असं काही कौतुक झालं की हां, हां. हो. हां. हं. हं. हां. हां, म्हणजे अ, सगळं म्हणजे एकापाठोपाठ एक आयुष्यातल्या गोष्टी होत गेल्या म्हणायच्या. हं, मग त्यामुळे खंड पडला का त्याच्यामध्ये? हां.
हां. हो, हो. मग तेव्हा मग अ, नाही उलट मला ह्या सगळ्या गोष्टींनी खूप मदत केली, माझ्या डिप्रेशनमधनं बाहेर यायला.

की मी ह्या गोष्टींमध्ये हो, नक्की.
बरं, म्हणजे काही अनुभव सांगाल का म्हणजे अ, कसं काय झालं? हां.
अ, नक्कीच नक्कीच, म्हणजे आता ज्यावेळेला मी प्रेग्नंट होते, तेव्हा माझ्या करिअरचा एक खूप मोठा गॅप झाला होता आणि जवळ-जवळ 2 वर्ष, अ, मी काही कामच करू शकले नाही किंवा प्रेग्नन्सीमधलं तर 1 वर्ष गेलंच, की अ, म्हणजे मी का एका वेगळ्या कारणासाठी एकीकडे रिझाइन केलं होतं आणि दुसरीकडे मी नोकरी करताना मला सांगावंच लागलं, की मी 1 मंथ, 5 डेज प्रेग्नंट आहे वगैरे. तर मग ती मी प्रीस्कूलमध्ये मला करायची होती कारण मी प्रेग्नंट होते म्हणून, म्हणजे खूप स्ट्रेस द्यायचा नव्हता अ, अ, शरीराला. म्हणून अ, मला प्रीस्कूलमध्ये नोकरी करायची होती, पण प्रीस्कूलमध्ये मी प्रेग्नंट असल्यामुळे मला कोणी घेतच नव्हतं, रादर कुठेच मला कोणी घेत नव्हतं कारण 9 महिन्यानंतर परत ती मॅटर्निटी लिव्ह वगैरे द्यावी लागेल.
हो, जातच ते. बरं. अच्छा. हां. हां. अच्छा. हो. बरं हां आणि काळजी घ्यावी लागते आणि मग कोण असं म्हणजे रिस्क घ्यायला पण तयार होत नाही आणि आपण पण स्वतः रिस्क घेत नाही कोण घेण्यापेक्षा. हो. हां. तर मग असे हां, बघ तुम्हा
हां, हां. एक्झॅक्टली. आणि मग अ, तर मग त्यावेळेला मी खूप अ, अशी निराश झाले होते, की आता बाळाला जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये द्यायलाही माझ्या हातात काही नाहीये. म्हणजे आई म्हणून मी काय करतीये बाळासाठी? तर अशी मी फार अ, डिप्रेस व्हायचे. मग अ, अ, माझ्या मिस्टरांचं केकचं दुकान आहे, म्हणजे अ, 10 वर्ष त्याचा केकचा बिझनेस आहे. तर मी त्याला सांगितलं, की मी काय करते, की आपल्या दुकानात ना मी अशी छान-छान ग्रीटिंग्ज बनवते आणि अ, दिवाळीच्या वेळेला मी अशा पणत्या रंगवून ठेवते, तर अ, तुझ्याकडे सेलिंगचं स्किल आहे, माझ्याकडे बनवायचं आहे, तर आपण तसा काहीतरी प्रयत्न करून बघूया. <chuckles>
हो. हां. अच्छा. हां. हां. बनवायचं स्किल आहे.
मग मला ते त्यावेळेला या सगळ्या गोष्टींनी खूप मदत केली, की मी छोटे-छोटे ग्रीटिंग कार्ड्स त्याला बनवून दिले बसून बसल्या-बसल्या की माझाही वेळ जायचा.
वाह! छानच मग हां. मदत केली. हां, म्हणजे त्यातून सावरण्याची आणि वेळ पण गेला आणि प्लस अ, आर्थिक अ, म्हणजे तुम्हाला सगळंच म्हणजे मदत मिळाली त्याच्यातून.
हां. हां. हो, म्हणजे तोही प्रामाणिकपणे अ, जितकं काही माझं विकलं जायचं, त्याचे पैसे मला द्यायचा, की "हे बघ हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत," असं म्हणून. <chuckles>
अरे, वाह! केवढं <chuckles> केवढं छान ना! आणि मग अ, हे, मग त्यात तुम्हाला मग ते अ, ह्याच्यामध्ये समाधान देऊन गेलं असेल थोडक्यात आणि मग अ, असं हां.
हो, तो मला द्याय हो, म्हणजे ती सगळी रंगसंगती अ, त्या रंगांसोबत काम करणं, तर अ, मग मी विसरून जायचे माझं दुःख आणि हो. आणि मग ते विकलं जायचं आणि त्याचा मोबदलाही मला मिळायचा. त्यामुळे मग मला थोडंसं मोटिव्हेटेडही वाटायला लागलं, की हां, मी काहीतरी करू शकते आयुष्यात. <chuckles>
जायचे. दुःख विसरून जायला मदत व्हायची त्याची. हां. म मिळायचा. मोटिव्हेटेड वाटायचं. करू शकते आणि अ, त्यातून म्हणजे आपल्याला काहीतरी मोबदला पण मिळतो, ते पण एक समाधान असतं. तर मग अ, कोणते छंद सामान्यतः लोकांना अ, जास्त असे एकाग्र करतात आणि वेळेचे भान असे हरवायला लावतात, असे असे कोणते छंद सांगू शकाल?
बरोबर. हो, हो.